अरे बापरे!
खूप सुंदर म्हणजे असं रहस्य दाखवलंय ना अ, म्हणजे अप्रतिम आहे ती स्टोरीच काहीतरी छान आहे. आणि म्हणजे ही जी मुलगी असते, ही तिच्या एक लहान बहिणी आणि आजीसोबत असते. त्यामुळे तेव्हा त्यांचं ते कसं तिचं जीवन गावाकडचं, हे ह्या मुलाला ते गावाकडचं जीवन आवडतं म्हणजे असं सगळंच दाखवलंय. खूप सुंदर दाखवलंय ते.
हं, हं, हं, हं. हां, हां, हां. वाह! हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. ओह! नाही खरंच.
म्हणजे इतकी ट्विस्ट वर ट्विस्ट आहे ना आणि शेवटपर्यंत जेव्हा ते भेटू शकत नाही ना, ते कसंही म्हणजे यूअर नेम म्हणून म्हणता येईल त्याला, की ते एक शेवटपर्यंत त्यांना त्यांचं नावच नाही कळत. <chuckles>
हं, हं, हं. अरे. हां. बाप रे! <chuckles>
म्हणजे तू विचारायचं बघणार, की तुझं नाव काय आहे? तेवढ्यात तो बॉडी चेंज होऊन जाते असं म्हणता येईल. <chuckles> आणि एकदा तो म्हणजे तिच्या शरीरात असताना हातावर लिहूनही जातो, की माझं नाव हे असं. पण ते अ, म्हणजे पुसलं जातं क काहीतरी कारणास्तव, तर ते तसंही म्हणजे शक्य नाही होत. खूप म्हणजे खूप असं रहस्य हो.
हां, हां, हां. आई ग! अरे! म्हणजे नाहीच कळत का ते शेवटपर्यंत, की एकमेकांना की कोण होती दोघं ती?
हो आणि म्हणजे ते काय झालंय ॲक्चुअली, की त्याच्यात असं दाखवलंय, की अ, 3 वर्षापूर्वी ना त्या एका इथे ना एक अ, म्हणजे म्हणतो ना, की राजकारणात अ राजकारणामुळे ते शरीर वाचू शकत नाही उल्कापातने. म्हणजे त्यांना आलेलं असतं, की त इथे उल्कापात होणार आहे, पण ते राजकारणी त्या लोकांना सांगत नाही असं काहीतरी आहे आणि ते तिथे तो उल्कापात होतो. ते धुमको धुमकेतू तिथे कोसळतं आणि त्या सगळ्या पूर्ण गावच नष्ट होतं.
हं. हं, हं. हां. हां, हां, हां. अरे बापरे हं. हां, हां, हां. हां, हां, हां, हां. बाप रे!
3 वर्षांपूर्वी असं झालेलं असतं काहीतरी. मग हा
अच्छा आणि तरी पण असं होतं, की अ, करंट लाईफमध्ये ती लोक एक्सचेंज होतायेत.
हो. हो म्हणजे मग तो मग ती त्याला तिची इच्छा राहिलेली असते. ते म्हणतो ना, की एक अ, टाईम ट्रॅव्हल टाइप दाखवलंय त्याच्यात. त्यामुळे तो तिथे जातो, त्यावेळेत जातो आणि पूर्ण गावाला वाचवतो असं दाखवलंय.
हं, हं, हं. हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां. अच्छा. हं, हं, हं. ओह! नाईस! हो खूपच छान स्टोरी आहे.
खूप सुंदर दाखवलाय तो म्हणजे अरे, हे शाळेतली मुलं असतात सगळे. हो.

हो. तो ना एक जॅपनीज मूव्ही आहे, एनिमेटेड. अ, हां, त्याचं नाव आहे युवर नेम. अ, युवर नेम म्हणजे तो एक अ, म्हणतो ना, की तारुण्यातलं असं हे दाखवलेलं आहे, एक मुलगा एक मुलगीचं, की त्यांना दोन्हीना ते म्हणजे म्हणतो ना त्यांच्या जीवनाशी ते आनंदी नसतात. असं त्यांचं, मग पुढे म्हणतात, की बॉडी स्वॅप होतं म्हणतात ना, की अ, अंत म्हणजे अ, अंतरात्मा चेंज होत हां, सोल चेंज होतो. अ, म्हणजे खूप सुंदर मूव्ही आहे तो. असं म्हणतात ना, की अ, शेवटपर्यंत म्हणजे असं म्हणतात, की ते त्यांचं हा जो मुलगा असतो अ, मित्सुई आणि अ, मित्सुआ आणि ताकी अशी नावं आहेत त्यांची. ते आता जॅपनीज नाव असल्यामुळे, तर ते ना एकमेकांची लाईफ म्हणजे चेंज क होत असते. हा कधी मुलीच्या ह्याच्यात येऊन जातो. आणि ही मुलगी असून मुलाच्या ह्याच्यात जाते. मग ते त्या मूव्हीमध्ये असं म्हणजे चित्रपटात असं सगळं दाखवलेलं आहे, की हा कसं तिच्या जीवनात म्हणजे अ, जाऊन तिचं सगळं अ, कामं सुरळीत करतो किंवा मग काही कामं वाढवून पण देतो. तसंच ही त्याच्या जीवनात जाते. कारण त्यांना स्वतःला कळत नाही, की ते काय करत आहेत? म्हणजे कसं काय होतं असं? खूप सुंदर असं रहस्य दाखवलं आहे त्याच्यात. आणि तो म्हणजे सुरुवातीचा जो क्षण दाखवलाय त्यांनी, पहिला जो दृश्य घेतलाय ना, जेव्हा त्या धूमकेतू आकाशातून जातो, म्हणजे असं दाखवलं आहे, की त्याच्यामुळे त्यांचं हे सगळं होत असतं, की ते असं म्हणतात ना, की तारा तुटतोय तेव्हा काही विश मागतो आपण, काही इच्छा, तर ती पूर्णच होते. तसं दाखवलं आहे त्यात, की तो धूमकेतू जातो आहे. खूप वर्षानंतर ते असं काही धूमकेतू, उल्कापातसारखं असं दाखवलेलं आहे ते होत असतं. तर ते, ते बघत असतात दोन्ही जण. तो तिकडे त्याच्या जगात आहे म्हणजे शहरात असतो तो, आणि ही गावात असते. तर ते दोन्ही असं मागतात, की याला त्याचं लाईफ बदलायचं आहे, त्याचं जीवन दुसरं म्हणजे असं तो म्हणतो ना, की तो आनंदी नसतो आणि ही हिला शहरात राहायला जायचं असतं असं असतं हिचं हिला गावात राहावं लागत असतं. सो मग तेव्हा ते काय म्हणतात ना, ती म्हणजे त्यांची इच्छा ही पूर्ण होते. जसं की ते त्यांना एकमेकांना माहिती नसतं.
हां. ओके. हं. अच्छा. हं. हां, हां. हं. हं. हां, हां. ओके. सोल अ, चें हां, हां. अरे वाह! हं. ओके. हं, हं, हं. अच्छा. ओके. हं, हं. हां, हां, हां. हं, हं, हं, हं, हं. अच्छा! अ, ते हं, हं, हं. हां, हां, हां, हां. अरे वाह! हं, हं. हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. ओह! हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां, हां. हं. अच्छा. हं. हं, हं, हं. हां. हां, हां, हां, हां. अच्छा. हं, हं, हं, हं. हां, हां, हां. अच्छा. हं, हं, हं, हं. इच्छा. हां, हां. अरे

हो.
मग त्या मूव्हीमधलं तुम्हाला काय आवडलं आणि काय असं मनाला भिडलं किंवा त्या सीनमध्ये असं क म्हणजे सीन असेल म्हणा किंवा गाणं असेल, की ते त्यामुळे तुम्ही काहीतरी असं त्याच्यात हरवूनच गेलात. असं कुठलं आहे?
हो. रवण्यासारखाच मूव्ही आहे म्हणजे तो चित्रपट असता म्हणजे तुम्ही जर बघणार ना गुंतून जाणार अक्षरशः तुम्हाला निघावंच नाही वाटणार, की अरे पुढे काय होतं, पुढे काय होतं. एवढे रहस्य दाखवले की हा तिच्या जीवनात काय हे करतोय आणि एकवेळ अशी आलेली आहे ना, की तो म्हणजे ते भेटायचा प्रयत्न करतात. असे त्यांना असं समजतं ते काय करतात माहितीये का, आता जर तो तिच्या बॉडीत आलेला आहे ना, तो तिच्या अंगात आहे ना, तर त्यावेळी तो काय करतो, की तो मेसेज तिच्या मोबाईलवर लिहून ठेवतो काहीतरी. मग हां. ती पण तसंच करते असं दाखवलंय त्यांनी आणि हे जेव्हा ते मग एकमेकांच्या म्हणजे जेव्हा त्यांना स्टार्टिंगला समजायला लागतं सुरुवातीला तेव्हा म्हणजे भर पहिले भरपूर मजा दाखवली त्यांना कळत नाहीये असं आणि जेव्हा थोडं कळायला लागतं तेव्हा ते मेसेज एकमेकांसाठी असं ड्रॉप करून जातात, की आणि कसं असतं ते की आज जर ते त्यां अ, त्याच्या ह्याच्यात आहे ना तर उद्या सकाळी उठल्यावर तो ती अ, स्वतःच्या शरीरात असेल.
<chuckles> हां, हां, हां. हं. अच्छा. हां, हां, हां. <chuckles> हां. हां. हं. हां, हां. हं. हं. अच्छा. हं. हां, हां, हां. हो. हां, हां, हां. अच्छा. हं, हं. अरे बापरे! म्हणजे प्रत्येक अ, दिवशी हे लोकं चेंज होत असतात.
हो. हो, असं दिवसाच दाखवलेलं आहे त्यांनी. हो, खूप कठीण आहे ते म्हणजे <chuckles>
अरे बापरे! खूप असं हां, म्हणजे खूप इंटरेस्टिंग पण वाटतंय ऐकायलाच इंटरेस्टिंग वाटतंय की
अल्टरनेट डे म्हणता येईल की एक दिवस सोडून एक दिवस सोडून असं. हा हां, म्हणजे ही तिथे गेली का ही मुला आता तो मुलगा म्हटला तो मुलांसोबत राहत असतो. ही त्यां त्याच्यासोबत काही चेन्जेस करून येईल, त्याची जी काही प्रेयसी असते तिच्याजवळ काहीतरी हे करून येईल. <laughs> किंवा मग एकदम मुलीसारखे सगळे कामं करेल पण मुलाचं शरीर आहे त्यामुळे लोकं अशा आश्चर्याने बघतात, हे कसं काय करतोय हा असं. म्हणजे असं खूप सुंदर-सुंदर दाखवलंय त्याच्यात. मग तो एक क्षण असा येतो ना, की ज्यात ते अ, म्हणजे विचार करतात की आपण भेट भेटू असं. पण त्यांची भेटच नाही होत. तेव्हा माहिती आहे का अक्षरशः म्हणजे असं रडायला येतो इतक्या भावना दाटून येतात, की अरे देव असं का म्हणजे एवढा विरह का देतोय कोणाला असं होतं ते. <chuckles>
हां, हां, हां. हं, हं. हां. <laughs> हं, हं, हं, हं. हां, हं, हं, हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हां, हां, हां. हां, तेच ना. हां, <chuckles> न नाही. हो ना.
खूप सुंदर दाखवलंय त्यानी आणि मग हळू-हळू असं रहस्य झालंय की ते 3 वर्षापूर्वीच ती मेली होती. मग हा तिला वाचवतो हो, खूप भयान दाखवलंय ते म्हणजे
अरे बापरे! अरे! खूपच ट्विस्ट आहे, खूप सस्पेन्स आहे.
जेव्हा त्याला कळतं, की आपण एक मेलेल्या व्यक्तीसोबत बोलतोय हे झालंय आ आधी.
हां.